अन म्हणजे अर्थ म्हणजे अर्थ लावायला एक क्षणभर तिथे विचार करावा लागतो, की हे काय म्हणजे आता तू काय करतेस, तर ते हिरवावाला टी पाठवला, म्हणजे ग्रीन टी पितेय मी. हे <chuckles> हे जे काही आहे, ते फार कल्पनेच्या पलीकडे आहे. हे तर मी फक्त एक साधं, सोबर उदाहरण दिलं. त्याच्यामध्ये बरेच वेगवेगळे आहे. जसं सांग
तुम्ही तर <chuckles> <chuckles> त्रास नाही घ्यायचाय कोणाला असं सांगा लिहायला, की मी ग्रीन टी पीत आहे. मी पाठवलं आहे. सोयीने तू समजून घे. <chuckles>
<laughs> अ‍ॅक्चुअली. समजून घे. पण बघा ना, मला कसं वाटतं, की जेव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीला भाषेचा आधार देता आणि ती एक्सप्रेस करता आणि एखाद्या चित्राचा, एखाद्या अ‍ॅनिमेचा आधार देऊन तिला एक्सप्रेस करता, ह्याच्यामध्ये तफावत नाही का हो जाणवत? काय वाटतं तुम्हाला?
हां. हो. हां, हां. खूप, खूपच तफावत आहे. अ, कसं आहे, की अ, आणि हे पाठवताना अ, नक्कीच अ, थोडासा विचार करायचा आणि अ, मला असं वाटतं, की शब्द थोडे लिहावे. म्हणजे असं एक आपण म्हणतो ना, मजा म्हणून पाठवावं, की आपण हे इमोजिस पाठवतो, जी-आय-एफ पण थोडेशे काही शब्द लिहिले पाहिजे. आणि अ, कसं झालेलं आहे, की या पिढीला आपण ते समजण्याच्या पहिलेच ते थोडेसे पुढे गेलेले आहेत. म्हणजे अ, त्यांचं असं म्हणणं असतं, दे आर कूल विथ इट, की हे खूप छान आहे. पण कसं होतं, की जी पहिली पिढी पण आहे ना, त्यांना पण असं वाटतं, "अरे, मग आपण पण केलं तरी काय हरकत आहे." तर अ, पहिल्या आणि त्याच्या पहिल्याच्या पिढीने पण हे टिकवलेलं नाहीये. म्हणजे ते पण असा कूल होण्याचा प्रयत्न करतात. तर मला असं वाटतं, की <chuckles> अ, जेव्हा, जेव्हा आपण शब्द लिहू शकू ना, तर नक्कीच लिहा. अ, गरजेचे असतात म्हणजे ते.
हां. बरोबर. हो. एक्झॅक्टली. बरोबर. अगदी बरोबर. <chuckles> कारण बऱ्याच वेळेला पंचाईत होते हे होण्याच्या बाबतीत. मागे एकदा माझ्या अ, वडिलांनी असाच कोणत्यातरी मेसेजवर रिप्लाय पाठवला. बरं, त्यांना काहीतरी वेगळं पाठवायचं अभिप्रेत होतं त्यांना आणि त्यांचा रिप्लाय म्हणजे फॅमिली ग्रुपवर गेला, इंडिव्हिज्युअल नाही. तो फॅमिली ग्रुपवर गेला आणि सगळ्यांनाच ते असं मोठावाला हार्ट येतं ना, आपलं एक रेड कलरचं तसं काहीतरी बघा. मध्यंतरी हा हार्ट होते, असे मोठे-मोठे यायचे हार्ट आणि त्याचे बीट दाखवायचे. तर आम्ही फोन करून त्यांना विचारतोय, "तुम्ही हे हार्ट का पाठवलत?"
हां. हां. हो. हां, हां. हां, हो, हो, हो. यायचं. हां, हां. हो, हो.
"अरे, ते चुकीने माझ्याकडनं गेलं, मी ना" <chuckles> म्हणजे हा जो काही प्रकार आहे, मागच्या पिढीचा होतोय, गल्लत होतेय, तर ह्यावर तुम्हाला नाही का वाटत, की काही असं म्हणजे ठोस उपाय हवेत किंवा आपण आता काही असं काठी घेऊन तर नाही बसणार ना, हे म्हणजे हे, ते म्हणजे ते आता म्हणजे असं करत शिकवत तर नाही बसू शकत आपण.
हां, हां. <chuckles> <laughs> हां, हां. हां, हां, हां. हो.

बरं, पण मग बघा ना, काही वेळेला ह्या आता जसं तुम्ही म्हणालात की तिने तर बिचारीने चांगल्या उद्देशाने पाठवलं, पण समोरच्याने जे घेताना म्हणजे स्वतःहून अर्थ काढला.
हं, हं. हो.
अशाच जी जी-आय-एफ म्हणजे आपण जे म्हणतो ना, की ज्याच्यामध्ये हलती, बुलती चा आ, बोलती नसतात हां, असतं काही वेळेला बोल पण असतात त्यांचे. ओ माय गॉड, ओके, गुड नाईट असे काहीतरी चित्र विचित्र आवाजामध्ये आणि चित्र विचित्र हावभाव करत अ‍ॅनिमेशन असतात अ‍ॅक्चुअली, पण ते जे अ, नॉर्मली तर मी मला म्हणजे मिळालेत आय थिंक ते
हो. हं, हं. असतात. हो, हो. असतात. <chuckles> असतात. अ‍ॅनिमेशन असतात ते. <chuckles> अ, हं.
येलो येलोवाले असतात ना, ड डोरेमोन नाही. काय त्यांना म्हंटलं जातं बरं ते 3-3 जणं असतात एकसाथ आणि त्यांचेवाले इमोजीस मला बऱ्या म्हणजे जी-आय-एफ बऱ्याच वेळा मिळालेले आहेत. तर ह्यांच्यामध्ये बऱ्याच वेळेला असं होतं ना, की समोरच्याची भावना खूप छान असतील कदाचित, पण आपली जी ग्रा ग्रास्पिंग त्यावेळची जी असते किंवा आपली घेण्याची त्यावेळची जी काही अ, कॅपॅसिटी असते, ती तेवढ्या इंटेन्सिफाईड नसते आणि मग ते असं वाटतं की अरे, काय हे पोरकटसारखं पाठवलंय. आम्ही काय शाळेमध्ये आहोत, ह्याच्यात आहोत, तर अ, त्याच्यामुळेसुद्धा काय बऱ्याच वेळेला जे आहे ना की अर्थ वेगळा धरला जातो.
मग? अच्छा, अच्छा. हां, हां. हां. हं, हं. हो. <chuckles> हो, हो. हं, हं.

अ, कसं असतं, आता जे तुम्ही म्हणालात ना, अ, ते अ‍ॅनिमेटेड मूव्हीबद्दल बोललात आणि ते खूप फेमस आहे आणि अ, ते खूप कॉमेडी आहे. म्हणजे तुम्ही बोललात ते कळलं मला. तर अ, ती अ‍ॅनिमेटेड मूव्ही आहे आणि ती सगळी कॉमेडी आहे. अ, आणि जर कोणी पाठवलं असेल ना तुम्हाला ते, तर एक कॉमेडी म्हणून, अ, म्हणजे काय जर तुमचा त्यापूर्वी काही संवाद झालेला असेल, तर अ, त्याला अ, धरून ते पाठवलं गेलेलं आहे की अ, तुमचा मे बी मूड चांगला व्हावा किंवा सहजच असं तुम्हाला हसायला यावं. तर कसं असतं, की सगळ्यांना सगळं माहीत नसतं, असं मला वाटतं. आणि अ, जर स जसं तुम्ही बोललात तर ठीक आहे की मी बघितलंय म्हणून मला माहितीये. पण तुम्हाला नाही माहिती ना, तर मला काय वाटतं यामध्ये, की थोडं समोरच्याने अ, सेन्सिबल असलं पाहिजे, मग कोणीही असो. आणि जास्त आपलं क्लोजनेस असतं ना, तेव्हा आपण एक वेळेस विचारू तरी शकतो, की काय आहे हे, तू काय पाठवलं आहे? तर समोरचा सांगतो पण, "अरे, हे नाही का या मूव्हीचं आहे किंवा असं आहे." पण ज्यांच्याशी आपण नाही हं.
हं, हं. बरोबर. हो. अच्छा. हां. हां. बरोबर. बरोबर. अगदी बरोबर. अगदी बरोबर. मिनिऑन. मिनिऑन्स, मिनिऑन्स नाव आहे त्यांना. <chuckles> एकदम आठवलं तुम्ही आता मूव्ही म्हटलात ना, ते आठवलं. पण तुम्ही जे म्हणताय ना, त्याच्यामध्ये बघा कसं आहे, की हे जे काही अ, जी-आय-एफ आहेत, हे बऱ्याच वेळेला नुसतं तर मिनिआन्स, म्हणजे मी तुम्हाला एक एक्झाम्पल दिलं कारण, ते माझ्या माझा मोबाईल बऱ्याच वेळा मुलंही वापरतात. त्यामुळे मग त्यांच्या मैत्रिणींनी किंवा त्यांच्या मित्रांनी पाठवलेले जे काही आहेत, त्याच्याविषयी मग ते आपल्याला पण जेव्हा आपल्या एखाद्या प्रश्नावर किंवा एखाद्या महत्त्वाच्या विषयावर आपल्यासारख्या व्यक्ती अशा प्रकारच्या गोष्टी वापरायला लागतात, त्यावेळेला मग खूप अ, त्याचा म्हणजे काही वेळेला संताप होतो किंवा काही वेळेला असं वाटतं, की सिन्सियरनेस कुठे आहे?
मिनिऑन्स, हो, हो, हो. मिनिऑन्स. हं. हां. हो. हो, हो. हो. हां, हां.
मग मला वय स किंवा त्याचा संदर्भ आहे किंवा एखादी आपण म्हणतो ना, की सांस्कृतिक अर्थ आहेत ते अ, फॉर एक्झाम्पल, जसं गणपतीच्या वेळेस आपण बऱ्याच वेळेला विश देतो, विश करतो एकमेकांना किंवा एखादा डे सेलिब्रेट होताना त्याच्यामध्ये पण बऱ्याच वेळेला म्हणजे जो वापर आहे सर्रासपणे ह्याचा केला जातो. तर त्याच्यापेक्षा लिहून पाठवलं तर काय वाईट आहे कारण बऱ्याच वेळेला सांस्कृतिक बाबींमुळे जर वापर बदलला असेल किंवा आपण म्हणतो ना की
हां, हां. हं, हं. हो, हो. हां, हां. हं, हं. हो. अ. <chuckles> हो.